ओके, ओके, ओके. मग हे एक अ, आपण त्याचं उदाहरण म्हणू शकतो की त्यांनी भले अ, रिमेक केलं पण अ, ते त्या त्यापेक्षा ओरिजिनलपेक्षा ते रिमेक आहे ते खूप छान होतं. अ. असं तुम्ही म्हणताय. अ, मग अ, हे रिमेक करताना तुम्हाला काय वाटतं सर्वात अ, महत्वाचं काय असतं? किंवा काय गोष्टी अ, लक्षात घेतल्या पाहिजेत?
बरोबर. हो, हो, हो. खरं आहे. हं. बरोबर आहे. जसं मी सांगितलं ना की तुम्ही चांगलंही करू शकता आणि तुम्ही असंही करू शकता की जसं त्यात आहे त्यातला काही हात नाही लावता तुम्ही, अ‍ॅज इट इज कॉपी पण करू शकता. पण अ, प्रॉब्लेम काय आहे की अ‍ॅज इट इज कॉपी करायलाही प्रॉब्लेम नाहीये. पण मग एक विषय असा येतो ना की तुम्ही अ‍ॅज इट इज किती जरी करायचा प्रयत्न केला ना, तर त्याच्यामध्ये मग उलट तुमची चुक होण्याची शक्यता जास्त वाढते. कारण मग कम्पॅरिझन तुमच्याबरोबर होणार आहे आणि तुम्ही सेम गोष्ट रिक्रिएट मला नाही वाटत की 100% करता येऊ शकते. तर मग थोडंसं तिथे एक चॅलेंज असतं. आणि दुसरी गोष्ट हे रिमेक का होतात? त्याच्यामागचं एक व्यावसायिक कारण जर आपण समजून घेतलं तर अ, शॉर्टकट पाहिजे असतो कोणालाही. तसं फिल्म प्रोड्युसरला पण वाटत असतं की अरे आपण पिक्चर एवढे पैसे लावणार तर चालावी. मग त्यांना काय वाटत की "तुम्ही जास्त डोकं लावू नका, हे चाललेलं आहे ना त्यालाच कॉपी करून टाका बरं." आणि मग ते मेबी प्रोत्साहित करत असतील किंवा मग सजेस्ट करत असतील, तरच आम्ही पैसे लावतो. असं काहीतरी होत असावं. त्याशिवाय तर एवढे रिमेक बनणार नाहीत.
हं, हं. हं. हं. हं. हं, हं, हं. हो. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. हं, हं, हं, हं, हं. बरं. अं, कधी-कधी असं पण होतं ना, अ समजा लोकांनी आता समजा ती जर अ, तुम्ही साउथ इंडियन जी मूव्ही म्हणायला जे अ, वेडच जे ओरिजिनल व्हर्जन आहे. समजा एखाद्याने ती मूव्ही बघितली असेल. ठीक आहे. आणि जेव्हा त्याला कळेल, की ते तर वेड जे आहे हे त्याचं रिमेक आहे. मग तो तर नक्कीच म्हणेल, "अरे हे तर स्टोरी मला माहितीये, फक्त काय कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत." पण स्टोरी तर मला माहितीये. तर मग अशा वेळेस अ, एक-एक म्हणतो नाकी त्या मूव्हीचं अ, जो बिझनेस आहे तो कमी होऊ शकतो का अशा अ, प्रतिक्रियांमुळे? मग ते एक बर्डन असतं का असं आपण म्हणू शकतो रिमेक करताना?
हो, हो. हां, हां. अच्छा. अच्छा. हां, बरोबर. बरोबर. अं हं. आता कसं आहे ते प्रत्येकाच्या याच्यावरती डेव्हलप म्हणजे डिपेंड करतं की काही लोकं नाही प्रिफर करतात. राहूदे मला स्टोरी माहिती आहे नको बघायला. पण काही लोकांचं असंही असतं की बघूयात आपण की नेमकं बाबा फरक काय केलाय किंवा बेटर केलाय का? आणि म्हणजे कधी-कधी काय असतं ना, की जसं की रामायण आहे. तर रामायण तर एकच आहे ना म्हणजे त्याच्यावरती कितीतरी पिक्चर, नाटक बनलेत ना? तर मग असं नाही की ते सगळे सेमच आहेत. तर ते असं होऊ शकतं, की तुम्ही आणि डिफरन्सेस असू शकतात म्हणजे अगदी आणि अशा वेळेला तुम्हाला जर शंका वाटते की सेमच आहे तर कशाला जायचंय बघायला. तर मग तुम्ही रिव्ह्यूज वगैरे बघू शकता. त्याचा आधार तुम्ही घेऊ शकता की बाबा काही डिफरन्स वाटतोय का? लोकांनी कुणी रेकमेंड केल्याशिवाय तुम्ही मग जाऊ नाही शकत. असं असं काहीतरी करू शकता तुम्ही म्हणजे ते तुमच्याकडे पर्याय आहे.
हं. हां, हां. अच्छा. हं. हं, हं, हं. हं. अच्छा.

ओके. ओके, ओके. अं, अजून ते एक अ, रिमेक अं, अ आपण म्हणतो ना की जी सैराट आहे हा खूप मराठी चित्रपट सैराट हा खूपच म्हणतात ना, अ, फेमस झाला किंवा त्याला खूप फेम भेटलं आणि आपण त्याचच रिमेक अ, हिंदीमध्ये काढलं धडक अ, धडक आय थिंक तर मग ते जे आहे ते इतकं सक्सेसफुल नाही झालं. अ, का? कारण ते सगळे ती अफवा आधीच पसरते लोकांना कळतं, अरे हे सैराचं व्हर्जन आहे. आणि एक लोका जेव्हा पहिलं व्हर्जन, ओरिजिनल व्हर्जन जेव्हा खूप सुपरहिट असते ना, तेव्हा ते तुम्हाला असं वाटतं का की ते खूप चॅलेंजिंग असतं त्याचं रिमेक करणं कारण लोकांचे एक्स्पेक्टेशन्स खूपच हाय असतात.
हां. हो. बरोबर आहे. धडक बरोबर. बरोबर. बरोबर. <chuckles> हं. बरोबर आहे. काही असतात, बरोबर आहे.
अच्छा. अ, तर अ,
पण मग काय होतं ना, की ह्याच्यामध्ये असंही असतं ना की जरी एक्स्पेक्टेशन हाय असले किंवा काय, पण समजा तो पहिला जो मूव्ही आहे, तर तो खूप वर्षांपूर्वी बनलेला आहे आणि हा थोडा उशिराने बनलेला आहे, तर मग एक चान्स तिथेही क्रिएट होतो ना. आणि कसं सगळ्यांनी सगळे पिक्चर बघितले नसतात म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती नसेल बहुतेक, असं मला वाट की आपला मराठीमध्ये आता समजा पहिला तर जुन्यादारी तर खूप ताणला, पण त्याच्या आधी पण एक सगळ्यात जो चांगला चित्रपट जो सगळ्यात जास्त ब्लॉकबस्टर ठरला, तर त्या पिक्चरचं नाव होतं माहेरची साडी. तर त्या पिक्चरला असे ट्रॅक्टरमध्ये बसून, बैलगाड्यांमध्ये बसून लोक जायची बघायला, इतका तो त्यावेळेस तर तो पिक्चर होता.
हं. हं. हं. हं. हो. हां. ओके.
तर तो ॲक्चुअलमध्ये रिमेक होत अ, हं. तो रिमेकच होता.
हां. तो रिमेक होता.
हो. अशी काहीतरी मूव्हीज तुम्हाला सांगू शक
अरे बापरे! इतका जुना पिक्चर रिमेक होता!
हो, अशी पहिल्यापासून चालू आहे प्रथा, असं काही आजची नाहीये. असे खूप पिक्चर रिमेक बनलेले आहेत आणि ते चांगला बिझनेस करतात. आणि कधी-कधी गॅप पण झालेला असतो, की आता समजा डॉन. आता हा डॉन पिक्चर जुना चांगलाच आहे. पण मग तो भरपूर लोकांनी नाही बघितला, तर मग नवीन लोक तर अ, नवीन डॉन बघतात ना, म्हणजे
हं. अच्छा. हां, हां, हां. पण असं
त्यांना ते थोडंसं काही पडतं ना टेक्नॉलॉजी वाढलेली आहे किंवा नवीन रा अ, एक आपण म्हणतो ना, की सीन्स वगैरे किंवा आ, इफेक्ट्स वगैरे तर ते जरा वाढलेले आहेत ना, तर त्यांनी थोडंसं अजून रिलेटेबल होतं.
हं. हं, हं, हं. हां, नक्कीच म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की समजा इन केस जर तुम्ही ओरिजिनल मिस केलं असेल, तर तुम्ही नक्कीच अ, रिमेक बघू शकता. असं आपण अ, मोस्टली आपण प्रिफर करतो की हां, आपण आधी मिस केलं मग हे बघूया, आपल्याला ह्यातनं तर स्टोरी कळेलच. तर ती तर अ, नक्कीच आपण एक म्हणतात ना, ती एक मेंटली आपले विचार असतात. मला विचारायचंय जर तुम्हाला संधी भेटली, एखाद्या पिक्चरचं रिमेक करायची तर अ, कुठला पिक्चर आवडेल?
हां. बघू शकता. हम्म. बरोबर. बरोबर. <chuckles> अच्छा. आ, तसं तर अवघड आहे. अ, पण जर मला असं संधी मिळालीच तर मी
हं.